मग?
तर मग हां. त्यांना स्टार्ट करायला बोललो आणि मी सुरू केलं, की अगर तुम्हाला असं वाटतं ना की जनरेशनमुळे तुमची जो जर्नी आहे ती पाठीमागे राहू शकते तर, ही जो बाईक आहे तुमची जनरेशनला पण बरोबर घेऊन चालू शकते. कारण की ह्याच्यामध्ये एवढं कम्फर्ट आहे की तुमचे आजोबा तुमच्याबरोबर अ, जाऊ शकतात. पुढे असे या पाठीमागे असे ते आरामाने बसू शकतात. तुम्ही पोरांना पुढे बसवू शकतात मग कसं, की तुम्हाला माहिती आहे ना तुमची टार्गेट ऑडियन्स कोणची आहे ना. तर तुम्ही आरामानी कोणचीही गोष्ट या कथाला ना, असं खूप छानपैकी सांगू शकता.
अरे वाह! हं, हं. हां, हां, हां. अच्छा. म्हणजे सगळ्यांसाठीच आहे हे तुम्ही अ, ॲक्शनने दाखवलं म्हणजे, एक प्रॉप खरोखरच अ
हो. हो. आणि ती फक्त 1 मिनिटाची रील होती. 1 मिनिटाची रील होती फक्त ती. आणि त्याच्यामध्ये मला ते मेसेज द्यायचं होतं. तर नेमकं मी तो मेसेज दिला आणि तो नं तो सरदार होता. तर तो मला म्हणाला "पाशी पाजी तुझी ग्रेट हो!" तू हां, तेच. "तुस्सी ग्रेट हो!" हो. बरोबर. असं म्हणाला काहीतरी. म्हणल "हो, हो. थँक यू, थँक यू." <chuckles>
अरे वाह! हां, हां. <laughs> हो, हो. म्हणजे सगळ्यांना कनेक्ट झालं असेल म मग.
हां, तेच.
मग झाली का ती व्यवस्थित? पुढे?
का की हो. ती रील्स खूप छान व्यवस्थित झाली आणि Yamahaनी ती त्याच्या पेजवर पण टाकली. मी म्हटलं चला. पण मला नंतर मला कोलॅब केलं ना, तर मग मी कंपनीसाठी काम करतो ना. तर त्यांचं माझं त्यांना त्यांचं म्हणणं होतं की "तू ह्याच्यामधनं कोलॅब रिमूव्ह कर." म्हटलं, "का?" बोलले, "अरे! तू आमच्या कंपनीचा फेस आहे, त्यांचा नाही, तर तुला आ आम्ही ब अ, असं थोडी ना देऊ शकतो कोणालाही." म्हटलं "चालेल!" तर मी त्याच्यात नंतर मला ते कोलॅब हटवलं होतं. का की काय असतं तुम्ही कोणाकडे तर कंटेंट क्रिएटरचे जॉब करतात ना. तर तुम्ही दुसऱ्यासाठी ती ब्रँड प्रमोशन नाही करू शकत. असं एक नियम असतो. का की तुमच्या फेसचा पैसा ती कंपनी पहिलेच देतेय तुम्हाला. तो एक्स्ट्रा नाही करू शकतं.
अरे वाह! हां, हां. हं. अच्छा. हां, हां. अच्छा. अच्छा-अच्छा. बरोबर, बरोबर. अजून काही गमती-जमती सांगणार तुम्ही कथांमध्ये? म्हणजे अ, हे एकंदरीत जर थोडक्यात सांगायचं असेल तर, काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेल एखादी गोष्ट सांगण्यासाठी थोडक्यात?